अगदी बरोबर. बघा कसं इंटरव्ह्यूमध्ये तर आपल्याला एक फॉर्मल घालावं लागतं. त्यात पण मला वाटतं स्टाईल जो आहे तो माझा नक्कीच. मला शर्ट जो आहे तो नॉर्मल, असा प्रॉपर फिट पाहिजे. आता कसं आहे म मी थोडंसं अ, शोल्डर्समध्ये वगैरे मी असं थोडा मस्क्युलर आहे. तर त्यात कसं मला एक टाईट जर जास्त घातलं तर मूव्हमेंट होत नाही माझी. आणि टाईट पण खूप जास्त टाईट असल्यावर, ते चांगलं पण नाही वाटत. म्हणून मी त्यात पण हलकासा म्हणतो ना आपण, की बॉडीला जी स्किन टच आहे ते नाही, थोडा त्याच्यापेक्षा मोठा, किंवा त्यापेक्षा हलकासा साईझ मोठा. ज्याने की कसं मूव्हमेंट पण चांगल्यानं होईल आणि म्हणतो ना, की कम्फर्ट पण अ, एक रेडी राहील तो. आणि अ, शर्ट-पॅन्ट झाले, किंवा सूट पण घालू शकतो आपण जॉब इंटरव्ह्यूसाठी. नक्कीच त्या गोष्टी आहेत आणि कसं आहे आता जॉब इंटरव्ह्यूसाठी मला वाटतं तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तो सगळ्यात जास्त मॅटर करतो. आणि त्यात कसं तुम्ही जर कपडे जे घातलेत, तुम्हाला जर जे आवडतच नाहीत. ते कपडे जर कोणी तुम्हाला दुसऱ्याला दुसऱ्याने घातलेत तुम्हाला. मग मग नक्कीच तुमचे जे इंटरव्ह्यूमध्ये आहे ते खरंच खूप वाट लागणार आहे त्या गोष्टीबद्दल.
अ, करेक्ट. हां, हां. ओके. ओके. हो, हो, हो. अन् ह्याच्यामध्ये. हं, हं. ओके. हां, हां. हां. बरोबर, बरोबर. हं. हां. हां. हां. हां. हां, हां. हां, हां. म्हणजे तुमच्या कॉन्फिडन्समध्ये ते त्याचा फरक पडू शकतो. कपडे कसे परिधान केले त्यावरनं. हां,. हं.
हो, अगदी बरोबर आहे. आता कसं आहे कपडा कपडे म्हणजे कसे, कपडे जर तुम्ही घातले लेट्स से तुम्हाला जे आवडते कलर आहेत, ते घातले. आता व्हाईट शर्ट घातलं तुम्ही पण पॅन्ट जी आहे तुम्हाला आवडते डार्क ब्लू कलर, पण तुम्हाला कोणीतरी एकदम असं ब्लू कलर, एक नॉर्मल ब्लू, लाईट ब्लू कलर दिला. किती किती बेकार वाटणार आहे ते. कॉन्फिडन्स तुमचा राहणारच नाही, म्हणजे आहे ब्लूच ते, फक्त जे डार्क आणि लाईटचा फरक आहे. तरी तुम तुमचा कॉन्फिडन्स एवढा राहणार नाही. पण तिथंच जर तुम्ही, तुमच्या आवडते शूज, तुमचे आवडते अ, पँट्सच्या कलर, किंवा फॅब्रिक, किंवा कम्फर्ट. नंतर तुमचा बेल्ट जो आहे, तो जर चांगला असला, तरी एक प्रत्येक गोष्टी जशी आपण ॲड करतो ना, तसं एक मला वाटतं कॉन्फिडन्स पण त्या गोष्टीबद्दल एकावर एक एक ॲड होत राहतं. म्हणून म्हणून काय वाटतं मला, की जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचा आउटफिट चूज कराल, तुम्हाला जे आवडतं ते करा. तुम्हाला जे आवडतं, किंवा तुमच्यावर स्वतःला जे आवडतं, की "अरे, हे माझ्यावर खरं खरं खरंच खूप छान दिसत आहे. मग तरच मी हे घेईल." असं कोणाच्या दुसऱ्यावर नका जाऊ, की "यार, तुला काय वाटतं तू सांग जरा, मला कसं दिसतं आहे माझ्यावर हे?" किंवा दुसऱ्या मित्राला विचारतो आपण तसं. तर मला वाटतं ते नका करू. ते नका करू आणि चुपचाप तुम्हाला जे आवडतं ते बघा.
हां. हां. हं, हं. हं, हं. ब्लू कलर, हां. हां, हां. नाही ते चांगलं दिसणार ही नाही. बरोबर, बरोबर. हां. करेक्ट, करेक्ट. हो, हो, हो. हं, हं, हं. हं, हं, हं. हं. हं, हं. ओके. बरोबर म्हणजे कॉन्फिडन्स हां. हां. बरोबर, बरोबर. करेक्ट, करेक्ट. हां, हां, हां. हं, हं. हं. बरोबर, बरोबर.

हं, हं. अ, तर कधी-कधी असतं ना की एखाद्याने अ, तुम्ही म्हणालात की टी-शर्ट घातलं. पण अ, काही लोकांना जीन्स ही कम्फर्टेबल असते आणि काही लोकांना नसते. पण तो एक अ, आपण म्हणू की स्टाईलचा आयकॉन आहे जीन्स नाही का? तर मग तुम्ही जीन्स घालताना जीन्स घालता ना तुम्ही?
हां, हां. हो.
जीन्स पॅन्ट. हां, हां. हं.
हं, हं. नक्की-नक्की. आता मी जीन्स घालतो बट कसं आहे मला पण नाही आवडत जीन्स एवढं घालायला, कारण त्यात कसं ते एकदम टाईट असतं. म्हणजे काही-काही जीन्स आहेत माझ्याकडे ज्या एकदम लूज आहेत किंवा स्ट्रेचेबल आहेत. बट मोस्टली जीन्स माझ्याकडे आहे त्या टाईट आहेत. तर मला घालू वाटत नाही मी अव्हॉइडच करतो घालणं ते आणि कसं आहे अ, जीन्सवर मला वाटतं कलर वगैरे खूप छान आहे. ते दिसायला पण खूप छान वाटतं, स्टायलिश आहे ते. पण कुठं ना कुठं मला वाटतं व्हरायटी ट्राय करणं मला आवडतं आणि कसं की मला एकदा म्हणतो ना की कपड्यात जर बदल असला जसं लिननच्या पॅन्टी असल्या किंवा लिननचे पॅन्ट म्हणू आपण किंवा आपण म्हणू शकतो एक अ, कॉटनच्या झाल्या. अ, शिवलेल्या झाल्या बघा ट्राउझर्स डेफिनिटली त्या एकदम एवढं जास्त कम्फर्ट देतात ना. नक्कीच ट्राउझर्स जे आहेत त्या एकदम म्हणतो ना शिव शिवलेल्या असल्यावर एक अ, ते एकदम ते स्ट्रेचेबल नसतात त्यात पण कम्फर्ट एक थोडासा डिस्टर्ब होतो पण जर तुम्ही प्रॉपर शिवणार तुमच्यासाठी कपडे एकदम म्हणतो ना की ए-एक लूज फिट "अरे ठीक आहे" म्हणजे चांगले फिट म्हणतो ना असं की तुम्ही स्ट्रेचिंग वगैरे चांगल्याने करू शकाल त्या कपड्यामध्ये. नक्कीच तुम्हाला करायची नाहीये बट जर करू शकाल बसू शकाल प्रॉपरली परफेक्टली तर नक्कीच मला वाटतं ते कपडे तुमच्यासाठी परफेक्ट आहेत.
ओके, ओके. हां, हां, हां. हो, हो. ओके. हं, हं, हं. बरोबर, बरोबर, बरोबर, बरोबर. ओके, ओके. हं. हां, हां. करेक्ट. ओके. हां, हां, हां. हां, हां, हां. हं, हं, हं. हं, हं. बरोबर. अगदी बरोबर. हां. करू शकतात. हो, हो, हो. ओके. याचा अर्थ अ, म्हणजे अ, तुमच्या हालचाली ह्या सहज आणि अ, अशा त्या झाल्या पाहिजेत. सहज झाल्या पाहिजेत. त्याला अडथळा यायला नको हालचाली करतांना, करेक्ट सर?
अगदी बरोबर.

अगदी बरोबर, बघा इकॉनॉमिकली बजेट जो आहे, तो खरंच खूप गरजेचं आहे आणि बजेट जर नसला तुमचा तर ते अवघड आहे खूप. मी काय करतो मी मोस्टली बघा ट्रेंडी जे आहेत ते आता Instagramवर आपण बघतो किंवा ट्रेंडी टॉपिक असतात ट्रेंडी जे असतात क्लॉथ्स. ते मी इग्नोर करतो मोस्टली. मला जे आवडतात मला जे कलर आवडतात त्याच्यासाठी मी पैसे वाचवतो आणि मोस्टली मी प्रेफर करतो ब्रँडेड किंवा थोडे एक्सपेन्सिव, थोडे जास्त पैसे दिले तर चालतील, पण ब्रँडेड असावा. कारण कसं आहे ना, की त्याची क्वालिटी असते. कारण कसं क्वालिटी भेटली, तर ते जरा बरं होतं. फील पण चांगलं होतं ते, फॅब्रिक पण मोस्टली चांगलं असतं ते. पण नक्कीच जर तुम्हाला क्वालिटी भेटत असेल कुठं दुसरीकडे जिथं ब्रँड नसेल किंवा अ, प्राईज कमी असेल. तर नक्कीच ते तुम्ही प्रिफर करू शकता. ते ते एक पर्सनल चॉईस आहे तुमची. आणि कसं आहे मला पर्सनली ब्रँड लोगो आणि की अशा प्रकारचे जर माझे कपड्यावर असले तर मला आवडत नाहीत मोस्टली. थोडेफार असेल तर ठीक आहे कधी-कधी तर चालेल, पण मला मोस्टली आवडत नाहीत. मला ब्रँडेड अनब्रँडेड मोस्टली चीजे आवडतात.
हं. हं, हं, हं. हां, हां, हां. बरोबर, बरोबर. ओके. हं, बरं. हां, हां. करेक्ट, करेक्ट. अगदी बरोबर. वाह! वाह! हां. ओके, ओके, ओके. ओके, ओके. क्या बात है सर, क्या बात है. म्हणजे हा विषय तसा खूप अ, असा थोडासा स्टाईलचा जरी असला, तरी थोडासा हलकासा अ, म्हणजे किचकट असं म्हणूयात. असा होता. पण तुम्ही अ, अगदी अ, सोप्या भाषेत त्याचं विश्लेषण करून सांगितलं, की आपण आराम आणि स्टाईल याच्यामध्ये तुम्ही समतोल कसा राखता. हे अगदी मोजक्या शब्दात आणि खूप छान एक्सप्लेन केलं. अ, म्हणजे तुमच्याशी बोलून मला खूपच भारी वाटलं. अ, यापुढे जर आपण पुन्हा भेटलो तर अ, विविध विषयांवरती आपण नक्की गप्पा मारूयात आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. म्हणजे अगदीच भारी. अ, असं स्टायलिश वाटलं म्हणजे मला अगदी.अ, अ, पण तेवढंच अ, स्टायलिश वाटलं आणि तेवढंच कम्फर्ट पण वाटलं तुमच्याशी बोलताना. वाह! वाह!
हं, हं. हो. नक्कीच, नक्कीच. हो, मलाही खरंच <chuckles> नक्की. <laughs> अरे वाह! वाह! नक्की, नक्की. मलाही <laughs> वाह! वाह! मलाही खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि म्हणजे खरंच तुम्ही ज्या पद्धतीने ऐकल्या माझ्या गोष्टी त्या त्या त्यासाठी नक्कीच मनापासून आभार तुमचे. खरंच थँक यू.